हो ना. नाही सांगाव तरी अडचण अरे. मग ते म्हणतात की "अरे, तुम्ही काय सांगत नाही?" हे-ते. पण मला वाटतंय ना कुठेतरी एक बाउंडरी आखण्याची खूप गरज आहे. तर अ मी तरी आता ना ठामपणे सांगून टाकलेलं आहे, की "मला ना नंतर काही जमत नाही, मला जमणार नाही. तुम्ही काय असेल ते काम आत्ताच सांगत जावा, ऑफिसच्या अवर्समध्ये. त्याच्यानंतर मला ते फोन बघणं शक्य नसतं." कारण मी एक कारण बनवलेलं आहे, की मला नाही का थोडंसं डॉक्टरांनी सांगितलं, की मोबाईल बघू नको. असं त्यांना मी पटवून दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते मला त्रास देत नाहीत. हम्म.
हां. हां, हां. <giggles> अरे वाह! खूप छान. अं, ब बरोबर सांगितलं, असं कारण एक सांगून द्यायचं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर टाकायचं म्हणजे समोरच्याचं तोंडच बंद. आणि खरंच चांगली आहे ना, ओ हे. म्हणजे कामानंतर आपण इतकं घाई करून येतो, बाबा पूर्ण दिवस त्या ऑफिसमध्ये कामं करायचे. आणि नंतर अजून ते चॅट ईमेल सगळं, म्हणजे असं वाटतं का आपलं काम सुटलं का, नाही सुटलं? 12 तास का आपण ते कामच करून ठेवायचं का असं होतं. खूप छान केले.
हो ना, हो. हो, हो, हो. बरोबर. हो ना, हो ना. <laughs> 12 तास तर ऑलरेडी होतंच ना. 9:00ला जाऊन जर 8:00ला येत आहे, तर 11 तास तर झालेच ना. मग आता काय बाकीचे त्याच्यामध्ये 8 तास तर झोपण्यात गेले. म्हणजे घरी 4च तास राहत आहे ना, मग आता आणखीन किती काम करायला पाहिजे?
मग तेच ना. नक्कीच म्हणजे तुम्ही कामानंतर चॅट ईमेल बंद करून ठेवता, नाही का?
हो, हो, हो, हो.
वाह, वाह! खूप छान. मग बघा असं होतं ना, ऑफिसमधले सीनियर्स राहता आपले जे वरचे राहता, नंतर क्लायंट्स येतात नवीन, त्याच्यामध्ये अजून त्यांचा ते "सोने पे सुहागा" म्हणतात त्यांचा दबाव. मग असं असं असेल तर मग हाताळता कसं तुम्ही मग?
हां, हां, हां. हो, हो. हो, हो. हो ना. नाही, मग अ, कसं आहे ना की अशावेळेला होतं. मग अजून एक आपण काय करू शकतो ना की आता आमच्याकडे कसं शिफ्टमध्ये काम आहे ना, तर मला तर जनरल असते. पण मग अ बाकीचे लोकं नंतरच्या शिफ्टला जातात ना, तर मग मी काय करतो ना, की मी त्यांना सांगतो, की <swallows> तुम्हाला जी अडचण असेल ना तर तुम्ही विचारा, तुम्हाला आन्सर मी देणार. आणि ऑफिस अवरमध्ये जर मी असेल ना, तर तुम्हाला इमिडिएट आन्सर मी देणार. म्हणजे असं नाही, की देणारचं नाही. एक तर चॅट माझं ओपनच असतं की जे Teams वगैरे आम्ही वापरतो. तर ते चालूच असतं, त्यावेळेला तुम्हाला मिळेल. पण एकदा मी ऑफलाईन गेलो ना, मी त्यांना सांगतो की "मला ट्रॅव्हलिंगलाच 2 तास लागतात. तर मी तुम्हाला आन्सर कसं देणार ना? त्याच्यामुळं ते मला शक्यच होणार नाही." मग त्याच्यामुळं त्यांना ते पटतं, की अरे! 2 तास तर काही शक्यच नाही. आणि मग तोपर्यंत इमर्जन्सी अशीही निघून जाईल. तर मग मी त्यांना सांगितलं, की त्यापेक्षा तुम्ही जो मी माझ्या शिफ्ट संपल्यानंतर जे लोकं असतात ना, त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करा ना. वाटल्यास तर, मी त्यांना जाताना सांगून जाईल प्रोग्रेस वगैरे. हां, मग तसं ते सोल्युशन मी काढलेलं आहे. की आणि कुठलाही नवीन क्लायंट वगैरे जरी आले, तरी मी त्यांना तेच सांगतो की असं-असं सिस्टम आहे, की मी तुम्हाला आन्सरेबल आहे. पण नंतर मला कसं आहे ना, मी बाईकवरती जातो एकतर त्यांना असं सांगितलं आहे, अ‍ॅक्चुअली मी जात नाही. पण त्यांना सांगितलं की मी बाईकवर जातो.
हं, हं. नक्कीच. बरोबर आहे. हां. हम्म. हो, हो. नाही पण हां.